अ, म्हणजे खेळण्यात वगैरे, आता इंटरेस्ट वगैरे कमी झाला. अ, पण अ, म्हणजे स्पोर्ट्स आवडतात मला. अ, आता म्हणजे अ, बॅडमिंटन वगैरे जे स्पोर्ट्स आहेत, ते आवडतात मला. पण जसं लहानपणी होतं, तसं आता एवढं नाही राहिलेलं.
हां. अच्छा. खूप छान. बरोबर. जबाबदाऱ्या वाढते, तसे आपल्या काही गोष्टी मागे पडत जातात, नाही का? खूप छान! मग आता जशी तुम्ही आता तुम्ही एक्टिव्ह होता खेळण्यामध्ये. तसं तुमच्या घरात कोणी लहान वगैरे असतील, तर तुमचे काही गुण त्यांच्यामध्ये आलेले दिसतात का?
हं. हो, बरोबर. हां, हां. बरोबर. हां. हं. हं. नाही. एक्चुअली अ, तसं बघायला गेलं, तर म अ, असं तर कोण नाहीये. पण माझा भाचा आहे. तर, तो तो माझ्यापेक्षा जास्तच एक्टिव्ह आहे. अ, आणि
अच्छा. हे, असं असते, हां. म्हणजे आत्याचे गुण ना भाचा घेत असतो. म्हणजे आत्या जर का एक्टिव्ह असेल, तर भाचेही तसेच व्हायला बघतात किंवा भाचीमध्ये पण ते गुण येतात.
<laughs> हां, हां, हां. तर तो आहे, म्हणजे तो पण सेमच आहे, की पण अ असं पण आहे, की आजची जी जनरेशन आहे, आत्ताची. ती आहेच तशी एक्टिव्ह. त्यामुळे, असं आहे, की तो घरात कमी आणि बाहेर जास्त असतो. त्यामुळे ते मी बरोबर एकदम <chuckles> त्यामुळे ते एकदम अ, आहे, म्हणजे दिसतं मला, की हां मी पण अशीच होते. <chuckles>
हं. बरोबर. हं. <chuckles> बरोबर. अगदी तुमच्यावर गेलं समजूया. <chuckles> मग कधी आई किंवा बाबाला असं ते ना, म्हणजे आपली कंपॅरिझन होते बघा. अरे! हा तर आपल्या आत्यावरच गेलाय. अशा प्रकारचं कधी काय मस्ती किंवा मजाक वगैरे होते का घरी?
हं.

अ, हो नक्कीच अ, माझं असं होतं की माझ्यावरच आहे <chuckles> गंमत ती, मी मला एवढं आवडायचं खेळायला वगैरे तर, माझ्या घरचे अक्षरशः वैतागलेले की म्हणजे मी, जसं मुलं खेळतात, म्हणजे मुलींचं नाही जसं मुलं खेळतात, तसं मी त्यांच्यापेक्षा जास्त खेळत होते. म्हणजे मी जवळ-जवळ 7- 8 तास बाहेरच असायचे घराच्या, तर मग
हां, हां, हां. अच्छा. हां. हं, हं. हां. अरे, बापरे! <chuckles> म्हणजे होत ना म्हणजे जनरली मुलंच जास्त खेळतात, मुली शक्यतो थोड्याश्या खेळता आणि घरातच थांबतात. तर तुमच्या बाबतीत असं होतं की तुम्ही मुलांना पण मागे टाकत होत्या खेळण्याच्या बाबतीत. <chuckles>
हो, हो, हो. हां, बरं, बरं. हां, हां. हो, नक्कीच. तर त्यामुळे माझं असं होतं की आणि मग त्या खेळता-खेळता मग आपण पडतो, काहीतरी होतं. मग माझ्यापण बाबतीत असंच झालं, मी पडले, मला लागलं. मग त्याच्यानंतर आत्ता ते असं वाटतंय की "अरे यार," पण मा तेव्हा आई-वडिलांचं असं होतं की कारण मला लागलं, मला टाके वगैरे पडले, हे झालं. पण अ, ते खेळायच्या नादात मला कळालं पण नाही की मला लागलंय, रक्त येतंय, जे काही आहे ते मला एवढं
बरोबर. <chuckles> अरे बापरे! हां. अरे बापरे! म्हणजे तुम्ही खेळण्यामध्ये इतके मग्न होता की तुम्हाला, ते टाक म्हणजे टाके पडेपर्यंत लागलं तरी लक्षात आलं नाही. <chuckles> हं.
हां. हो. अजिबात लक्षात आलं नाही तेव्हा की अरे, म्हणजे आपल्याला असं झालंय, मग मला दुसऱ्या, जे पण काही बा बाकीचे अ, होती लहान मुलं, त्यांनी सांगितलं की "अगं, तुला लागलंय." मग तेव्हा मला कळालं की "अरे हो का?" मग त्याच्यानंतर आत्ता पण जेव्हा मला ती जखम तशीच आहे. त्यामुळं मग जेव्हा मी बघते, तेव्हा मला आठवतं अरे, आपण असं पडलेलो आणि मला अ, माझ्या वडिलांनी अ, खूप जास्त चिडलेले तेव्हा की तुला कळत नाही का? असं वगैरे. त्यामुळे ते आठवलं की मला म्हणजे असं वाटतं की "अरे, आपण किती खेळायचो."
हां, हां. हं. अच्छा. हं, हं, हं, हं. हां, हां. हं. <chuckles> म्हणजे, आता ती जखम जी आहे, जे ती तुला तुम्हाला टाके पडले होते बघा, तर ती अजूनही ते टाके म्हणजे ते असतं ना, आपली जखम सुकते पण त्याचा डाग मागे पडतो.
हं, हं, हं. हं. हं, हं, हं. हां, हां, हां. हो, हो. अजून आहे ते. हो, हो. अजून आहे ते, अजून आहे ते. आणि ते ॲक्चुअली असं आहे की ते अ, तुम्हाला अ, म्हणजे अ, कायमच असणार आहे ती, अशी आहे ती गोष्ट. त्यामुळे ते लव सहजा-सहजी जात नाहीत, अशा गोष्टी. त्या
तर तसंच पडलंय का? या. अच्छा, म्हणजे? <chuckles> म्हणजे तुम्हाला ते बघितल्यानंतर ते त्या अ, म्हणजे त्यावेळचा प्रसंग आणि ते एकंदरीचं दृश्य डोळ्यासमोर उभं राहत असेल, नाही का?
हां. हां, हां. हो, हो, हो. नक्कीच-नक्कीच.

अ, आईचं असं होतं, की आता मुलीला तर लागलंय. आता आईचं असं असतं, की जनरली आपल्याकडे असं झालंय न, की आई म्हणजे खूप असं सॉफ्ट आणि हां, ती म्हणजे तिला लगेच इमोशनल अ, होतं की "अरे! आपल्या मुलीला लागलंय आणि आता काय करायचं? किंवा काय?" पण त्याच्या उलट बाबांचं, होतं की "अरे का? तुला कळत नाही का?" आणि असं तसं. मग त्यावेळेला ॲक्चुअली मला आता हस हसायला येतंय कारण त्यावेळी असं होतं की, अ, बाबाच आईला ओरडत होते, "तुझं लक्ष नसतं. तू हे करतेस, ते करतेस." त्यामुळं हां.
हं. बरोबर. हं. <chuckles> बरोबर. हं. हे कॉमन असतं हां, म्हणजे माहिती आहे का? आपण जरी चूक केली ना, तरी ओरडा आपल्या आईलाच खायला लागायचा लहानपणी. बरोबर, अगदी.
झालं मग. हो, हो, हो, हो. ते, ते होतं. त्यामुळं अ, ते ते 1 आठवतं की हा, म्हणजे आई असं होतं की इमोशनल आणि त्याच्यानंतर बाबांचं बाबांची जी रिॲक्शन होती, ती अशी होती की एकदम चिडलेले वगैरे.
<chuckles> खूप छान! मग आता, त्या नं त्या घटनेनंतर मग तुमचं खेळणं तेवढंच होतं की काही थोडं कमी झालं होतं काही कालावधी पुरतं तरी?
हम्म. ह् <scoffs> अजिबात नाही. मला मी खेळले, मला त्याच्यानंतर टाके वगैरे पडले. त्याच्यानंतर मला सांगितलेलं की तू आठवडाभर तरी ॲटलीस्ट ते टाके काढेपर्यंत तरी तू अ, नाही खेळायचेस. पण त्याच्यात पण माझं असं असं होतं की "नाही मला खेळायचचं आहे." मग मी काही ना काहीतरी अ, कारण काढायचे. नाही मग कारण पायाला लागलेलं त्यामुळं असं होतं की चालायला तुला अलाउडच नव्हतं. तर मग माझं असं होतं नाही मग घरी, घरी का होईना मला खेळायचंच आहे. म्हणजे मी अशी होते. नाही मला खेळायचंच आहे. काहीपण होऊ दे, पण मला खेळायचंय.
अच्छा. थांबा ना! हं. बरोबर. हं. <chuckles> <chuckles> साधारणतः किती वयाचे होता तुम्ही तेव्हा?
मी मी असेन 1ली, 2रीमध्ये 1ली, 2रीमध्ये होते.
अच्छा, म्हणजे 7-8 वर्षाचे समजूया आपण. <chuckles> हो, अगदी बरोबर. ते वयच तसं असतं ना आपले आईवडील सांगतात, की बेटा झालं खेळून घरी थांब. पण आपण काही ऐकायला तयार नसतो.
हां, हां, हां. हो, हो. हां, हां. हो, बरोबर.
आणि मग जसं आता तुम्ही सांगितलं की तुम्ही तेव्हाही तेवढेच म्हणजे खेळायचे, जरी तुम्हाला लागलं असेल तरी. मग असं होतं ना, आपण म्हणजे घरच्यांच्या नजरा चुकवून, लपून-छपून खेळायला जायचा प्रयत्न करतो आणि पकडल्या जातो बघा. तर असं कधी झालं होतं का मग?
हं, हं. हां. हां. हां. हां, हां.